की माझ्या आयुष्यामध्ये मी एवढा बिझी आहे अ, मला नाही वाटत, की अ, त्या बाळाला जन्म दिल्यानंतर अ, मी त्याला तेवढा वेळ देऊ शकेल, नाही का? आणि हां आणि अ, त्याच त्याच्या मनात जर असलं, तर तो हे पण करू शकला असता, म्हणजे एखादं म्हणतात ना, बेबीसिटर वगैरे हायर करून पैसे आहेत त्याच्याकडं, नाही का? तर तो तसं म्हणतो, तसं नाहीये. म्हणजे पैसा आहे माझ्याकडं पण मला त्या बाळाची काय की कदर अ, त्या बाळाला माझी काय कदर असणार मग, नाही का? म्हणजे लहानाचं मोठं होताना माझे वडील माझ्याजवळच नव्हते, म्हणजे अ, संगोपन करायला. तिकडं-तिकडं, WWE खेळायचे ते.
हं. हं. असं का? हो, हं. बरोबर, हो नक्कीच. हं. हं. बरोबर, हं. बरोबर. हं. बरोबर. <chuckles>
आहे का नाही? मग अ, मोठं चालून ते मलाच दोष देणार असं म्हण असं म्हणायचं अ मग म्हणजे शेवटी त्याने हे सांगितलं की रिस्पॉन्सिबिलिटी अ, घ्यायला मी तयार नाही आहे. माझ्या आयुष्यामध्ये दुसऱ्याची कोणाचीही. म्हणून तो अ, "बाळ मी केलं नाही" असं त्यांनी सांगितलं. तर अ, बघा, आता तो तेवढ्या लेव्हलचा माणूस, एवढे पैसे असून करत नाही आहे. तर तुम्ही असं
नक्कीच, नक्कीच, नक्कीच. हो, हो, हो. हं. बरोबर. नक्कीच, नक्कीच. हं. हं. म्हणजे त्यानी पूर्ण विचार केला, की त्याला मी जीव म्हणजे मी त्या बाळाला तर घेऊन येईल, जन्म तर देईल. मग ते त्यानंतरही माझ्याकडनं त्याला टाईम दिला जाणार नाही. या या अशा सगळ्या बाबींवरती त्यांनी निर्णय तो घेतलेला आहे. आणि आता आपण बघतो
हां ना. अगदी बरोबर. म्हणजे त्यानं पूर्ण त्याच्या आयुष्याचा विचार केला एक प्रकारे, नाही का? पूर्ण आयुष्याचा. हं.
हं. नक्कीच, नक्कीच. आणि आता आपण बघतोय ना, की सिंगल पॅरेंट हा खूप अ, म्हणजे प्रचलित झालेला आहे सध्याच्या टाईमाला. मग याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे?
हो. नक्कीच. सिंगल पॅरेंट असणं म्हणजे खूपच स्ट्राँग तुम्हाला असावं लागतं, विशेषतः जे डिव्होर्स वगैरे ज्यांचा होतं ना. अ, त्यांना अ, असं अ, सामोरं जावं लागतं. खूपच स्ट्राँग कारण की बघा ना, तुम्हाला मेल आणि फिमेल दोघांचं, आई आणि वडील दोघांचं तुम्हाला रोल अ, हे करावं लागतं. मग त्या मुलासोबत हे करावं लागतं, म्हणजे साधावं लागतं, नाही का? आणि खूप अवघड असतं हे बॅलन्स करणं. आणि अ, मग ती महिला असो अ, किंवा पुरुष असो. महिला तर एकवेळेस करू शकतात, नाही का, त्यांना सवय असते बाळाला वगैरे हे करण्याची. पण सिंगल पॅरेंट जर पुरुष असेल, तर बापरे बाप! म्हणजे खूपच अवघड होतं. आणि त्यातल्या त्यात वर्किंग अ, पुरुष असेल, म्हणजे काम करणारा असेल, तर मग अ, खूपच अवघड होऊन जातं. अ अशा वेळेस काय होतं म्हणजे, वर्किंग जे असतात आता डिव्होर्स झाल्यानंतर, ते बाळ थोडं वाढलेलं असतं ऑलरेडी 3-4 वर्षाचं, पाच सहा वर्षाचं, मग त्याला शाळेत नेणं-आणणं, म मग त्याच्यासोबत एवढा वेळ अ, होत नाही मॅनेज.
हं. बरोबर. हं. बरोबर, हो. हं. हं. बरं. हं, हं. हं. बरोबर. हं. बरोबर, हो. म्हणजे त्याची पूर्ण काळजी त्या एकाच व्यक्तीला घ्यावी लागते पूर्णपणे.

अरे, त्यांना एकट तर सोडा आधी. <chuckles>
हां. <chuckles>
<chuckles> आहे का नाही. म्हणजे प्रायव्हसी काही नसते. म्हणजे अ, प्लॅनिंग करायला त्यांना वेळच भेटत नाही. अ, म्हणतात ना, की अ, सुनबाई तर किचनमध्येच असते दिवसभर. <chuckles>
हं, बरोबर. हं. हं. बरोबर. <chuckles> हं.
अं, बाळ कधी होणार मग? <chuckles>
हं.
पण अ, सांगायचं एवढं आहे, की प्रायव्हसी पण खूप महत्त्वाची असते आणि अपेक्षा जेव्हा असतात ना दुसऱ्याकडून आणि कधी काय होतं माहिती आहे का, प्रयत्न करतात पण होत नाही बाळ. बायोलॉजिकल रिझन्स असतात, अ, मेडिकल रिझन्स असतात. प्रयत्न करतात, पण होत नाही. तर अशा वेळेस खूप अवघड होतं. म्हणजे अ, बाळाचा निर्णय तर घेतला तुम्ही एक वेळेस.
बरोबर. हं. हं. हो, नक्कीच, नक्कीच. बरोबर. हं. बरोबर. हं, हं, हं, हं.
पण मेडिकल कंडिशन जर असेल, तर मग अनाथ अ, अनाथालय खूप सारे असतात बघा. अ, तिथे तुम्ही अ, ऑप्शन म्हणून जाऊ शकता, दत्तक वगैरेचा तुम्ही विचार करू शकता. अ
हं, हं. बरोबर. हं. हं. आणि ह्याच्यातच एक सांगतो, की आता नवीन त्या पद्धत आलेल्या आहेत, की सरोगसी आणि आय-व्ही-एफ. तर मग कधी-कधी लोक यांचाही विचार करतात.
हां. हो ना. नक्कीच. आय-व्ही-एफ तर थोडं सिक्युअर आहे म्हणून मी. म्हणजे मेडिकलमध्ये ज्यांना होत नसेल, तर ते अ, आर्टिफिशियली सीमन इन्सर्ट करून करतात नाही का, होतं. आणि टेस्ट टूब बेबी पण आजकाल खूप त्या टाईपचं असतं ते. आणि हो. अ, सरोगसीचं तुम्ही जे म्हटलात ना, तर त्यामध्ये सरोगसीमध्ये आधी कसं होतं, कोणी पण सरोगेट बनू शकत होतं आणि म्हणतात ना, की त्यांना पेमेंट वगैरे आपण द्यायचो आणि अ, ते आर्टिफिशियली ते हे करायचे, इन्सर्ट करायचे सीमन वगैरे आणि ते सरोगेटी अ, वाढवायची. अ, ती कोणी व्यक्ती असेल. पण अ, भारत सरकारने ह्यावर कुठेतरी आता बॅन आणलंय आणि सरोगेट आता कोणी पण होऊ शकत नाही. आधी कसं होतं माहिती आहे का म्हणजे दिसायला चांगली देखणी एखादी बाई धरून आणायची, अ, गोरीपान, उच नाही का. अ, जी जीन्स चांगले असतील ते आणि अ, ते अ, तिला मदर बनवायचे. म्हणजे दिसायला हेल्दी बेसिकली, आहे ना.
हं. हं. बरोबर, हो. बरोबर. हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. हं, <chuckles> हं. बरोबर. हं. बरोबर.
आणि सरोगेटमध्ये असं असतं, की अ, जीन्स तिचे येणार नाहीत. त्या बाळामध्ये, पण अ, म्हणतात नवरा आणि बायकोचेच जीन्स असणार. फक्त वाढवणार ती अशी टेक्निक अ
हं, हं. बरोबर. हं, हं, हं.
जसं उदाहरण घ्यायचं झालं, प्रियंका चोप्राचं घ्या.